बरं. पण मग असं कधी झालंय का तुमच्यासोबत, की म्हणजे अ, म्हणतात ना, एखादं काही ठोस उदाहरण किंवा एक म्हणजे म्हणतात ना तुम्हाला काही अनुभव असे आहे ते सांगू शकता का? म्हणजे बघा ना अ, कोणीतरी तुमच्या आयुष्यात म्हणतात ना, अ, कोणाच्यातरी सांगण्याने म्हणा किंवा स्वतःहून म्हणा, असा विश्वास भंग केला आहे आणि मग त्यानंतर तुम्ही त्यांना त्या म्हणतात ना, प्रसंगाला कशाप्रकारे सामोरे गेलत किंवा त्या ना नात्यामध्ये तुम्ही असं काय केलत नंतर, तर त्याच्याबद्दल काय सांगाल?
हो. तर माझं अ, थोडंसं मी एक छोटंसं अ, एक्सपिरियन्स शेअर करायला एक
हं.
अ, की मी जेव्हा एखादी कंपनीमध्ये काम करायची, अ, तर माझा स्वभाव असा आहे, की अ, मी सगळ्यांशी खूपच अ, फ्रेंडली अ, नेचर वाईज आहे, माझं म्हणजे त्यांच्याशी चांगलंच अ, व्यवहार करणार. आणि त्यांना एक अ, अ, घरातल्या वातावरणासारखं त्यांना ट्रीट करणार. अ, तसं आहे. अ, ते माणसाच्या नेचरवर डिपेंड करतो आणि काही लोक असे असतात की हां, त्यांना म्हणजे खूप प्रॅक्टिकल असतात, की जेवढं पाहिजे तेवढं कामापुरती मामा असतात. ठीक आहे. पण माझं तसं नाहीये. तर ह्याच्याने काय झा होतो, की अ, अ, समोरच्या व्यक्तीला जसं आम्ही काम करतो, आम्हाला माहित नाही असंत सुरुवातीला ते चांगलं आहे, की वाईट आहे. पण एखादा अनुभव होतो आपल्याला अ, कामाच्या अ, अ, जे आहे एन्व्हायर्नमेंट अ, सांगायला गेलं तर, तर त्याच्यामध्ये काय होतं की अ हो झालंय असं प्रकरण की मला नंतर असं वाटलं की नाही, तो तो व्यक्ती आहे. आ, त्यांनी विश्वासघात केला आहे आणि अ, पुढून चांगलं दाखवतो. मागून काहीतरी वेगळं आहे. जर आपल्याला असा अनुभव जाणवतो, तर आम्ही हेच केलं पाहिजे, की त्यांच्याशी थोडंसं दुरीनं वागलं. म्हणजे जेवढा आपल्याला त्यांच्याशी अ, कामात काही संवाद करायचा आहे
बरं. बरं. हं. बरं. हं. बरं. बरोबर हो, हं. बरोबर हो. हं. हं. बरं. हं, हं, हं. हो ना, हो. बरोबर. हं. हं. हं. नक्कीच, नक्कीच. हं.
त्यापुरतं आपण बोललो. आणि आपली जी प्रायव्हसी आहे, ते मेंटेन करू. तर माझं म्हणजे हे अ, जनरल मी तुम्हाला सांगत आहे. जे एक्सपिरियन्स आहे बेसिकली अनेकदा लोकांना हे अ, जाणवलं असेल, त्यांच्या आयुष्यात.
बरोबर, हो. हं, हं.